अगदीच. अ, आता काही-काही वेळेस बघा ना, आता आपल्याच घरात असतात, की म्हणजे आपले आई-वडील असो किंवा मग अ, समाज असो किंवा काहीही असो, आपल्या अ, अ, म्हणजे असं लग्नाची कोणतीही गोष्ट असो बघा ना, आता आपले बाकीचे नातेवाईक खूप सारे इंटरफेअर करतात की नाही. म्हणजे आपल्या मर्यादा वेगळीकडेच राहतात, अ, तस विचार केला तर, आपलं कुणी ऐकून घेत नाही. "मग तुम्ही असं बघा, अ, तुम्ही तसं बघा." म्हणजे ते आणता ना तुम्ही नात्यातलंच बघा किंवा तुम्ही हे नात्यातल चांगल आहे किवा एक प्रेशर पण देता, म्हणजे बंध आणता. ते नात्यातलच केलं पाहिजे तुम्ही किंवा मग असं एक सामाजिक दृष्टिकोन असतो किंवा कुटुंबाचंही आपल्यावर प्रेशर येऊन जातं, की मग ते बंध डाळ बंधन डाळता अ, लावता आपल्यावर की नाही मग अ, ही गोष्ट झालीच पाहिजे. अशाच पद्धतीने केली पाहिजे किंवा अ, 7:00 च्या आत घरात आली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत नाही. <chuckles> ही एक तर कॉमन गोष्ट होऊन जाते. म्हणजे हे असच आहे ना बंधन लादता आपल्यावर, तर मला असं वाटतं की अ, जरीही आपण मुलगी असतो, तर आपल्या मर्यादा आहे, मान्य आहे. पण मर्यादा म्हणजे तुम तुम्ही स्वातंत्र्य नका ना, हिरवून घेऊ समोरच्याचं. म्हणजे ते आपल्यावर बंधनं लादता, की अ, ठीक आहे ना, अंधार पड म्हणजे तू अ, काम करू शकते, की आपण विश्वास ठेवू शकतो तिच्यावर 10:00-11:00 पर्यंत येऊ शकते घरामध्ये एक आणि तिचीही मर्यादा आहे, की तिलाही माहिती आहे, की मी जास्त वेळ उशिरा बाहेर नाही राहू शकत किंवा मग अ, नाईट आपण म्हणतो ना, नाईट आउट नाही करू शकत बाहेर. कारण ती एक मर्यादा आहे तिच्यासाठी पण पण ती उशिरा घरी येऊ शकते, जर तिचं काही काम असेल तर. पण तुम्ही असं बंधन का? की 7:00 च्या आत घरात किंवा "तू ह्याच टाईमला घरात ये, ह्याच टाईमला घराच्या बाहेर जा," हे बंधन आले तिच्यावर, "एवढ्याच वेळ बाहेर जा," असं नाही ना.
हो. हां, हां, हां, हो, बरोबर. हो. बरोबर. हां. <chuckles> हो. बरोबर. हां, हां, हां. हो, अगदी बरोबर. हां. बरोबर, हो. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि हे जास्त बंधन हे मर्यादा जे आहेत ना, ते मुलीच्या बाबतीत आणि सुनेच्या बाबतीत जास्त दिसायला मिळतात हां.
हो. हो, अगदीच. कारण की म्हणजे मला तर असं वाटतं, म्हणजे नाही देऊ बंधन एवढे तिच्यावर, कारण मुलीवर कसं असतं, की ॲट लिस्ट तुम्ही मुलीवर नका देऊ, कारण की जेणेकरून तिला तुम्हाला माहीत असतं की उद्या ती सून होणार आहे कोणाची तरी म्हणजे तिच्यावर खूप सारी बंधनं आणि निर्बंध येतील. जेणेकरून तुम्ही आज मुलीला तो एक फ्रीडम द्या, म्हणजे जेणेकरून ती आयुष्य जगून घेईल आणि उद्या तिला म्हणजे त्या बंधनांचा त्रास नाही होणार.
हो. हां, बरोबर. बरोबर. हो. बरोबर. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही खरंच. बरं, पण मला एक सांगा की मर्यादा आणि बंध हे सर्जनशीलतेला कसे चालना देतात बरं?
अ, मला असं वाटतं की अ, जास्त मोकळेपणा <chuckles> म्हणू शकतो आपण किंवा कठोर निर्णय. आता आपण नियम लावता म्हणजे एकदम अ, एकदम एकाला एकदमच सूट दिली काहीच बघायचं नाही तिच्याकडे आणि अ, आणि एकदा एकदमच नियम केले की ती पाऊल जरी टाकती, तर त्याच्यावर कंट्रोल केलं, तर ह्या 2 गोष्टी जास्त अ, हे <chuckles> घातक पण असतात. असं म्हणजे मला असं वाटतं की अ, 50-50 करायला पाहिजे, म्हणजे थोडेसे बंधन थोडेसे मर्यादा. म्हणजे थोडं, थोडं जर लावलं, तर ते एक अ, वळण लागतं आणि त्या त्यालाही मोर्चालाही एक अ, रुटीग राहतं त्या गोष्टींचं.
हो. <chuckles> बरोबर. हां, हां, हां. हो. हां, हां, हां. बरोबर. हां. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं तुम्ही. पण मला एक सांगा, तुम्ही जसं मोकळेपणा आणि कठोर नियम हे सांगितले, पण यांच्यामध्ये समतोल नेमका कसा आखावा, कसा साधावा ते सांगू शकाल?